कुटुंबात तुमची सीमा सांगायची असेल, तर कुठल्या प्रकारचा टोन सुरुवातीला तुम्ही निवडता?
अगदीच अ, जर अ, आपली जर सीमा ठेवायची असेल तर कुटुंबात मला असं वाटतं खूप शांततेने, संयमाने आणि आदरपूर्वक ठेवली पाहिजे.
अच्छा. छान. अ, मग उदाहरणार्थ बघा, आई-वडिलांनी कधी आपल्याला बोलावलं किंवा आपण कामात राहिलो, तर अशा वेळेला आणि त्या वेळेला जर का त्यांनी बोलावलं, तर अशा वेळेला काय म्हणजे परिस्थिती आपल्याला कशी हँडल करायला हवी?
अ, जर आपल्याला आई-वडिलांनी बोलावलं समजा एखादी काही अ, इमर्जन्सी आपण म्हणतो ना वेळ असेल किंवा मग गरजेची वेळ असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अ, जाऊ शकता लगेच. पण अ, बोलावलंय अन आपण खूप महत्त्वाच्या कामात आहोत आणि ते सारखे आपल्याला बोलावताय, डिस्टर्ब करताय, तर त्या टाईमला तुम्ही अ, एक आदरपूर्वक असं बोलू शकता, म्हणजे काही, काही मुलांना कसं असतं सवय असते. "थांब ना ग आई आले ना." म्हणजे ते एक अ, टोन इतका अ, अग्रेसिव्ह राहतो किंवा मोठ्या आवाजात किंवा उद्धटपणे असतो, तसं न बोलता तुम्ही एक अ, असं ठो अ, बोललं पाहिजे किंवा अ, जर तुम्ही एखादं स्पेसिफिक काम करत आहात, तेव्हा त्यांना सांगून दिलं पाहिजे, की नाही हे बघ, अ, 2-4 माझं काम असतं इम्पोर्टंट त्या टाईममध्ये, तुम्ही मला डिस्टर्ब करू नका. सम म्हणजे त्याने काय होईल, की त्यांनाही वाटेल नाही आता हा त्याचा टाईम आहे, आपण डिस्टर्ब केला तर तो किंवा तो चिडेल किंवा ओरडेल किंवा नको. मग ते त्याच्यानंतर आपल्याला अ, डिस्टर्ब करतात त्या टाईमनंतर.
हं. बरोबर, हां. हं, हं. हम्म. वरचा आवाज असतो हं. हं. हां, हां. नक्कीच. बरोबर. हं. बरोबर. अ, तर नक्कीच आपल्या बोलण्याचा टोन हा बरोबर असायला हवा आणि छान. तर आता तुम्ही सांगा मला की मर्यादा म्हणजे नेमकं काय? म्हणजे वेळेची मर्यादा, की आपली स्पेस म्हणा की पैशाचं व्यवस्थान?
अगदीच. मला असतं वेळेत अ, मर्यादा म्हणजे ह्या सगळ्या बाजूला लागू होता. म्हणजे वेळेलाही लागू होता, पैशा म्हणजे आर्थिक जे असेल त्यालाही लागू होतं. आणि आपण म्हणतो ना अ, की एक वागणुकीला ही मर्यादा असते. सगळीकडे मर्यादा ठेवली गेली पाहिजे, स्पेसिफिक एका लिमिट नंतर की नाही. आता इथं परत मी करू शकतो, याच्या पुढे नाही होणार.
तुम्हाला काय वाटतं? अगदी बरोबर, हां. हं, हं. अच्छा, मग तुम्ही यापैकी नेमकी कुठल्या गोष्टीला जास्त प्राधान्य देता, एखादं उदाहरण देऊन सांगाल का?
हो, मी स्वतःच्या अ, म्हणजे आपण म्हणतो ना स्वतःचा टाईम किंवा एक स्वतःची अ, एक स्वातंत्र्य किंवा एक आयडेंटिटी असते, त्याला मी जास्त महत्व देते. म्हणजे जेणेकरून की कोणीही मला गृहीत नाही धरलं पाहिजे. आपण म्हणतो ना की अ, गृहीत धरता मोस्ट ऑफ दि की कुठेही जायचं असेल कोणताही डिसिजन घ्यायचा असेल हां त्याला काय आहे त्याला काही न विचारलं तरी त्याचं काय, होच असणार आहे. अहो तुम्ही विचारा आधी त्याला ना. त्याचाही काही एक अ, स्टँड असेल काही हे आपण बोलतो, की काहीतरी असू शकतं. त्याचंही मत असेल ते तुम्ही घ्या. तर मला असं वाटतं की माझं पहिलं प्रिफर असतं की मी इथे बाउंड्री ठेवल्याच पाहिजे कारण की तुम्ही मला विचारा माझंही सल्ले घ्या त्या गोष्टीसाठी आणि मग त्याच्यातून तुम्हाला काय पटेल, ते तुम्ही करा.
हां, बरोबर. हं, हं. बरोबर. असू शकतं, बरोबर. अगदी. नक्कीच. म्हणजे नक्कीच आपला म्हणजे कोणी आपल्याला गृहीत धरायला नको, की मी म्हटलं तशीच ही व्यक्ती करेल बा किंवा हिला काही स्वतःचं मतच नाही. बरोबर.
अगदीच. मग तिथे आपलं अ, स्वातंत्र्यच जातं की म्हणजे आपण एक असतो ना, की हां, हां. जाऊ दे असं बघण्याचा दृष्टिकोन होतो. एक इम्पोर्टन्स नाही राहत आपल्याला <chuckles> त्या वेळे त्या ठिकाणी. <laughs>
हं, हं. अगदी बरोबर. <chuckles> आणि तुम्हाला काय वाटतं, हे असं इम्पोर्टन्स नेहमी जेव्हा जातं ते बऱ्या म्हणजे अक अक्षरशः जास्त तर कुटुंबात हे जाणवतं का?
हो, हो, हो, कुटुंबात जास्त जाणवतो जेव्हा आपण एक सून म्हणून जातो त्या ठिकाणी. तर ते म्हणजे आपल्याला गृहीत धरता किंवा आपल्याला एक व्हॅल्यूच नसते, की हा ठीक आहे ती सूनच आहे तिला काय विचारायचं पण असं नाही ना ती एक माणूस आहे, तिला एक तिचं स्वतःचं महत्व आहे, तिचाही सल्ला तुम्ही घ्या. तुमच्या घरातली एक ती व्यक्ती आली आहे आता. म्हणजे तुम्ही तिला पण मानलं पाहिजे, तिच्या सल्ले पण घेतले पाहिजे. तिला विचारलं पाहिजे जर तुमच्या घरात काही कोणतंही असो आर्थिक असो काही घरातलंही काम असो किंवा कोणत्याही गोष्टी असो किंवा मोठंही असो किंवा छोटंही असो. तुम्ही तिचा एक सल्ला घेतला पाहिजे. तिला गृहीत नाही धरलं पाहिजे.
हं, हं. हं. अगदी बरोबर. हं. बरोबर. हं, हं. अगदी बरोबर बोललात. म्हणजे गृहीत धरणं खरंच खूप चुकीचं म्हणावं लागेल नाही का? मग अशा वेळेला आपण काय म्हणजे करू शकतो, की जेणेकरून पुढचे लोकं आपल्याला गृहीत धरणार नाही आणि आपल्या मर्यादा पण आपल्याला पाळता येईल?
हो. अगदीच मला असं वाटतं, की हे आपण स्टार्टिंग पासून करायला सुरुवात केली पाहिजे ह्या मर्यादा. तुम्ही असं मधी नाही म्हणजे असं 2-3 वर्ष झाले आणि मग तुम्ही मर्यादा ठेवली तर ते कसं होतं, की आधी तर ही वेगळीच वागत होती आणि आता वेगळी वागायला लागली, हे असं दिसायला लागतं चित्र. जेणेकरून आपण हे ना स्टार्टिंग पासूनच थोड्या थोड्या अ, ठेवायला पाहिजे म्हणजे जर त्यांनी अ, काही गोष्टी ते आता नवीन-नवीन असतात, की डिस्कस करत असतात तर तुम्ही पटकन तुमचं मत तिथे ठेवायला जा; असं नका, की मला कोणीतरी सांगेल मग मी बोलेल, नाही. हां, मग तेव्हा तुमची मतं पडत गेली का मग त्यांना एक सवय लागेल, की नाही तिचं एक मत आहे, तिला विचारावं लागेल.
हं. अगदी बरोबर. हां. बरोबर. हं. विचारेल हां. बरोबर, म्हणजे ही जी सुरुवात आहे. आपण सुरवातपासूनच म्हणजे नात्याच्या अगदी सुरुवातीपासूनच करायला पाहिजे, नाही का?
अगदीच. हो.
असं होतं का हो, की आपलं मत मांडल्यामुळे कधी-कधी म्हणजे गैरसमज पण निर्माण होऊ शकतो किंवा पुढचा व्यक्ती आपल्याबद्दल वेगळंच काही मत तयार करू शकतो?
हो. असंही होतं. कधी-कधी काय होतं की अ, आपण बोलतो ना की अ, एखाद्याला सवय नसते. म्हणजे फक्त "हो! हो!" बोलत असतो. आणि त्या समोरच्याला ऐकायची सवय असते फक्त होच. म्हणजे कधी अ, आपण म्हणतो ना इंटरजेक्शन केलेलंच नाही, कधी काहीच नाही. आपण बोलू तसंच ती करते, असं. आणि मग तेव्हा ना ती व्यक्ती जेव्हा "नाही." बोलते ना म्हणजे मी जर नाही बोलले समोरच्या व्यक्तीला तर त्याला असं वाटतं की नाही, ही ना अ, कुठूनतरी शिकून आली आहे. आणि आता ही पहिले असं करत नव्हती आता करायला लागली. मग आपण ती मर्यादा ठेवतो ना लगेच मग ते मर्यादा ठेवायला लागल्यावर त्यांना असं अ, मग ते मिसअंडरस्टँडिंग व्हायला लागतात. मग वाद ताणतणाव घरामध्ये निर्माण होतात त्या गोष्टींमुळे. म्हणून जर तुम्ही जसं अ, हो म्हणजे म्हणतात ना असं स्टार्टिंग पासूनच थोड्याशा थोड्या मर्यादा अ, आखायला सुरुवात करायची की जेणेकरून तुमचं एक स्वातंत्र्य पण राहील आणि तुमचं एक मतपण राहील घरामध्ये.
हं. बरोबर. हं. अगदी बरोबर आहे. हं. हं. हां. हं. अगदी बरोबर बोललात. म्हणजे आपलं मत असणं फार गरजेचं आहे, नाही का? म्हणजे आपल्या मताला सुद्धा तेवढीच किंमत किंवा व्हॅल्यू असायला हवी.
अगदीच. हो.
नक्कीच. अ, बघा आपण जेव्हा मर्यादा ठेवतो, नाही का? तेव्हा नातेवाईकांच्या प्रतिकाराला आपला म्हणजे सामना करावा लागतो. कधी त्यांचा राग, कधी दुःख. तर असे प्रश्न जेव्हा वारंवार येतात, तेव्हा वातावरण कसं शांत ठेवायचं किंवा अ, काही निर्णय असे जे आहेत त्यांचे अनुभव आहे का तुमच्याकडे?
अ, हो आता एक अ, असतं ना आपण अ, की अ, काही-काहींच कसं असतं की आमचं घराचं आहे आम्ही बघून घेऊ. मला तर असं वाटतं पहिल्यांदा जी नातेवाईक समाज असेल, त्यांचं की ते इंटरफेअर करणं चांगली गोष्ट असो, वाईट असो ते त्यांचे सल्ले देतात. पण आपण आपल्या घरात किती पर्यंत त्यांचे सल्ले घ्यायचे? तर हे आपल्यावर असतं. आता उदाहरणार्थ ना कधी-कधी ना आप म्हणजे आमच्या घरात असं झालेलं होतं की अ, आमचं लग्न झाल्यानंतर एक अ, आपण म्हणतो ना की आर्थिक सगळ्या गोष्टी ह्या घरातल्या व्यक्तीच बघितल्या पाहिजे. बाहेरच्यांनी कोणी नाही केलं पाहिजे. तसं आमच्या घरात असं होतं की माझ्या ज्या नणंद वगैरे होत्या, त्या खूप जास्त प्रमाणात इंटरफेअर करायच्या, आर्थिक कोणत्याही गोष्टी म्हणजे घरातली एक छोटी वस्तू आणायची तरी सुद्धा. तर याने काय झालं की माझ्या मनात ताण-तणाव निर्माण झाले की "मी आता ह्या घरातली आहे, तर मग तुम्ही मला विचारून करा ना किंवा मी अ, सांगेल तसं आपण करूयात सगळं किंवा तुमचे सल्ले आपण सगळे डिस्कस करून करूयात. तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला का सांगता किंवा ती का आपल्याच्यात जास्त इंटरफेअर करते?" तर त्याने अ, खूप साऱ्या गोष्टी ताण-तणावाच्या झाल्या. त्यात पण मी एक दिवस म्हणजे सांगून टाकलेलं की आपण म्हणजे शांततेत एकदम आणि की अ, आपल्याला सौ चौघांना राहायचंय इथे तर मग आपल्या आवडीच्या गोष्टी असणं गरजेचं असतं. त्या आपल्यासाठी पाहुण्या आहेत. कोणीही असो आपण त्यांना, ठीक आहे ना त्यांना आदरपूर्वक आपण विचारू शकतो, सल्ला घेऊ शकतो, पण ते अंमलात नाही आणू शकत. आपल्याला जे हवं आहे ते आपल्या मनाने करायचं, जेणेकरून उद्या त्यांनाही सवय नको लागायला. आणि एकदा सवय लागली का त्यांना ते नंतर अ, मोडणार नाही. मग त्यांना त्रास होईल आणि आपल्यालाही जास्त त्रास होईल.
हं. हां. अगदी बरोबर. हां. बरोबर. हं. हं. हं. नक्कीच, नक्कीच. बरोबर. हं. नक्कीच, नक्कीच. नक्कीच. कौटुंबिक अ, वातावरणात हे आपल्याला सहज म्हणजे प्रत्येकच घरात असं बघायला मिळतं की म्हणजे अ, घरच्यांच्यापेक्षा म्हणजे आता एक सून आणि एक मुलगी आहे. तर मुलीला कुठेतरी अशीच सवय राहते तिचं लग्न झालं तरी ती सासरच्या ऐवजी माहेरच्या गोष्टीमध्ये जास्त इंटरफेअर करते. स्वतःच्या मर्यादा पाळत नाही किंवा इतरांच्याही मर्यादेकडे ती लक्ष देत नाही, नाही का, अगदी बरोबर बोललात.
हो. हो, हो. नाही. मग ते अ, कसं होतं की अं, ती नवीन येणारी जी मुलगी असते त्या घरामध्ये, तिला ते घरच तिचं वाटत नाही. मग असंच सिच्युएशन येते मग वाद विद अ, विवाद व्हायला लागतात. मग ते मग असं बोललं जाते ती मुलगीच तशी आहे ती चांगली नाही आहे असं असंही होतं मग.
अगदी बरोबर. अगदीच. म्हणजे हे स्वाभाविक आहे. अगदी प्रत्येक घरातलं उदाहरण आहे म्हटलं तरी चालेल. नाही का. मग जसं तुम्ही सांगितलं की अ, म्हणजे आपलेपण मत मांडणं आवश्यक आहे आणि प्रत्येक वेळी आपण मत मांडत राहिलं तर पुढच्या व्यक्तीला पण ते आपलं एक मत आहे बा हे असं वाटून जातं, नाही का?
हो, हो. हो. म्हणजे त्यांना ही एक सवय जाते की नाही आपल्याला अ, आता समजा मला गाडी घ्यायची तर ते परस्पर नाही घेऊ शकत ना? ते मला विचारणार किंवा कलर कोणता हे ते म्हणजे एक आपण स सीमा ठेवल्यात त्याच्यामुळे आपल्याला हा मान आहे, नाही तर तो नसता.
हं, हं, हं. नक्कीच. अगदी बरोबर बोललात. आता बघा आपल्या संस्कृतीमध्ये नाही का सासर झालं मोठे नातेवाईक आपल्यापेक्षा वयापेक्षा मोठे यांचा बराच असा आपल्याला दबाव जाणवत असतो नाही का, तर ह्या जो बदल अ, दबाव आहे त्यामध्ये काही बदल म्हणजे तो दबाव कमी होण्यासाठी काही तरी जर का आपल्याला पावलं उचलायची असेल तर अ, आपण ते कसे काय उप उचलायला हवीत?
हो. मला असं वाटतं, की हे जे पावलं असता ना ते उचलायला म्हणजे आपण खूप शांततेने अ, ह्या गोष्टी केल्या पाहिजे आणि ना त्यांचं मत आधी ऐकून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला माहिती आहे मला काय करायचंय किंवा माझं काय इच्छा आहे. पण आपण आधी त्यांचं ऐकून घेता मग त्याच्या अ, अनुरूप करून मग आपला आपण आपला मुद्दा मांडायचा. जेणेकरून समोर त्याला काय वाटलं तिने आमचं ऐकून घेतलं बरं का, मध्ये इंटरजेक्ट नाही केलं तिने, काहीच नाही पण ऐकून घेतलं. हे एक समाजाची अपेक्षा असते. पण त्यांचं न ऐकता आपण जर आपलाच घोडं पुढं ठेवत राहिलं ना मग त्यांना असं वाटतं, की "अरे काय ती ऐकतच नाही, अशीच आहे, तशीच आहे." मग ते त्यांचे तर्क-वितर्क सुरु होता आपल्या विषयी.
हं. अच्छा. हां. बरोबर. <chuckles> हम्म. बरोबर. म्हणजे कुठे ना कुठे आपण पुढच्या व्यक्तीला शांतपणे ऐकून घेणं गरजेचं असते, तिचं म्हणणं काय आहे हे जाणून घेणं गरजेचं असते.
अगदी. कारण की ते आपल्यापेक्षा मोठे असतात मग आपण एक आदर म्हणून हा ठीक आहे तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे पण माझंही एक मत आहे. असं आपण ठेऊया ठेवायचं त्या गोष्टीला.
अगदी बरोबर. हं, हं. अच्छा. खरंच खूप छान सांगितलं. असे काही अनुभव आहे का? किंवा आजूबाजूला असं बघितल आहे, की कोणीच आपल्या सीमा पाडल्या नाही आणि मग त्यांच्यामध्ये वाद झालेत.
हो. असे भरपूर आहेत एक्झाम्पल. अ, असं कधी होतं ना की आता न लग्न झाल्यावर अ, की अ, आपण आपल्या सीमा ठेवतो. पण समोरच्याला काय वाटतं? की ही जास्त अ, असं कोण करतं. आम्ही तर सगळं करायचं म्हणजे जे आपल्या सासा वगैरे असतात त्या काय सांगता, की आम्ही अ, आमच्या काळात नव्हतं. आणि आम्ही तर आवाज दिला तर पटकन यायचो, असं करायचो, तसं करायचो किंवा ही अ, अ, प्रेग्नन्सीत पण आम्ही काही फळं खात नव्हतो. आम्ही असंच करायचो तसं हे जे असतं किंवा आम्ही काही पुस्तकं वाचले नाही. असं, तसं त्यांच्या गोष्टी अ ज्या ये येताना ऐकायला, मग ते वाटतं मी जर माझ्या मर्यादा ठेवल्या आता मी माझ्या ठेवल्या होत्या, की माझं स्पेसिफिक रुटीन असणार आहे. माझं मी पुस्तकं वाचणार, मी असं करणार, मी ते खाणार. मग ते जेव्हा आपल्या मर्यादेत उल्लंघन करता ना, मग तेव्हा प्रचंड चीड येते. की हे काय यांचं? मी माझं आयुष्याबद्दल बोलते, मी थोडी त्यांच्या आयुष्यात इंटरजेक्ट करते काही गोष्टींसाठी नाही ना? मी माझे माझ्या आयुष्याचे रुल्स केलेत. त्यांनी फक्त त्यांनी ते फॉलो करावे की नाही इंटरजेक्ट नाही करू जास्त. थोड्या प्रमाणात ठीक आहे, पण जेव्हा करता तेव्हा प्रचंड ताणतणाव येतो. आणि माझ्याही बाबतीत असा झालेला. माझ्या प्रेग्नन्सीमध्ये झालेला असा की जेव्हा आपण आता दुपारी झालं तर त्यांचं असं म्हणन असायचं की बुक्स नाही वाचायचे. मग काम करायचं, मग नॉर्मल डिलिव्हरी होते वगैरे असं त्यांचं एक होतं. पण मग मी आधीच तुम्हाला प्रेग्नन्सीच्या आधीच तुम्हाला काही रुल्स सांगून दिले होते की मी वाचणार आहे. किंवा मला अ, आहे त्या गोष्टीची रुची, मला चांगलं आपलं जे पुढची-पिढी चांगली घडवायची त्याच्यासाठी मला ह्या गोष्टी करायच्या आहे. जर तुम्ही अ, मिडललाच अशा गोष्टी करायला म्हणजे माझा जर सातवा-आठवा महिना चालू होईल तेव्हा तुम्ही अशा गोष्टी करायला लागतात. तर मग हे चांगलं नाही आहे ना. तेव्हा मग, म्हणजे तेव्हा एवढा ताण तणाव वाढला होता. की मला म्हणजे माझ्या मिस्टरांनी माहेरी काढून दिलं होतं. नंतर ते सॉल्व्ह झालं. पण बाळ झाल्यावर सॉल्व्ह होत्या गोष्टी. पण जेव्हा त्या मूव्हमेंटला तो म्हणजे त्यांनी मर्यादा नाही ठेवल्या ना, मग स्वतःची चीड व्हायची की मी सांगून किंवा त्यांना वाटत नाही आहे का? ह्या सिच्युएशनला.
हम्म. आमच्या काळात असं नव्हतं. <chuckles> हं. हां. हं, हं. <chuckles> हं, हं. बरोबर. हं, हं. हां. अच्छा. हं, हं. हां. हं. बरोबर. नक्कीच, हां. अगदी बरोबर. हं, हं. बरोबर. हं, हं. नक्कीच. तर आपण सभोवती असे बरेच समाजामध्ये उदाहरण बघतो, की कुठे ना कुठे मर्यादा पाळल्या जात नाही. नाही का? किंवा मग त्या मर्यादा पाळण्याला जे आपल्याला बदल स्वीकारावे लागते. ती कुठे ना कुठे बदल स्वीकारण्याची प्रवृत्ती आपल्या समाजाकडे नाही आहे. असंही म्हणायला काही हरकत नाही.
हो. अगदीच.
तर कुटुंबात तुमची सीमा कशी स्वीकारायची? याबद्दल खरंच तुम्ही खूप छान असे बोललात, खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप, खूप धन्यवाद.
मलाही तुमच्याशी बोलून खूप छान वाटले. धन्यवाद.